आजकालच्या आयुष्यामध्ये कसं झालंय ना की आजकालचं जग खूपच डिजिटल झालेलं आहे. फोन, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर अगदी टीव्ही पण म्हणा. त्यामुळे तुम्हाला कधी वाटलं की डिजिटल डिटॉक्स तुम्ही केला तर तुम्हाला विश्रांती भेटते का त्याच्यानी?
हं, हो. मिळते एक्चुअली मिळते डिजिटल विश्रांती. कारण मध्यंतरीच बघा एक अ, फॅमिली मॅन म्हणून एक वेबसीरीज आली होती.
हो.
आणि अ, तिचा पहिला पार्ट बरोबर फॅमिली बरोबर बसून बघितला होता पण तेव्हा रिवील झालं होतं की खूप साऱ्या म्हणजे एब्युजेस आहेत. मग ते मुलांना नको ऐकायला सिक्स्टीन प्लस आहेत मगं नको, मगं आम्ही ते कॉमनली बघणं बंद केलं होतं. पण तरी पण माझ्याकडे मोबाईल वर सबस्क्रिप्शन असल्यामुळे मी जेव्हा, जेव्हा रात्रीचा वेळ मिळायचा तेव्हा, तेव्हा मी बघत बसायचे.
हां.
आणि समहाऊ त्याचा परिणाम असा व्हायला लागला होता की डे टाईममध्ये मला एवढं असं ड्राउजी असं पूर्ण ड्रेन वाटायला लागलं. मी ऑब्झर्व्ह करत होते म्हणजे असं काय झालंय? एवढं असं काय झालंय? कारण रोज झोपायला रात्री कुठेतरी 11-11:30 होतायेत. त्याच्यानंतर अजून एखाद दीड तास जर तुम्ही सीरीज बघताय
हो.
तर मग तो परिणाम जो आहे, लगेच नाही जाणवत पण सकाळी 6 ला जर उठायच आहे किंवा 5:30ला उठायच आहे. तर झोपेचा जो कोटा आहे, तो कंप्लीट होत नाही आहे.
तुमची झोप मोड होते ना.
एक्झॅक्टली कारण सकाळी उठावंच लागतंय काही झालं तरी. यू ह्याव टू गेट अप तुम्हाला तुमच्या ड्युटीज आहेत, तुम्हाला पूर्ण करायचेच आहेत. आणि मग, असं वाटलं, की नको, आता नको बस झालं. तो कितीही मोह झाला, की नाही, नाही पुढचं काय झालंय बघायच आहे, तरी पण लि शेवटी लिटरली असं, की नको आता बंद करूया मग झोपू दे मला. 10:30-11:00 लाच मी अ कधी, कधी असं पण झालंय, की मुलं जागी आहेत आणि मी झोपले.
हो. <laughs> अरे बापरे बाप!
म्हणजे एवढा त्याचा इम्पॅक्ट झाला होता. मग तेव्हापासून जरा, थोडं अलर्ट झालं, की नाही बाबा, आपल्याला जर एवढा त्रास होत असेल, तर नको त्या सीरीज नाही बघितलं, तर काही बिघडत नाही आहे. आणि मग त्याच्यामुळे त्याच्यानंतरही माझं सबस्क्रिप्शन मोबाईलचं पण बंद केलं. आता फक्त एकच रुळ असतो, की मे महिन्यामध्ये अ, ह्या सगळ्या सबस्क्रिप्शन्स घ्यायच्या. अ, मे महिन्यामध्ये शाळांना सुट्टी असते.
<laughs> हां.
त्यामुळे गडबड बऱ्यापैकी कमी असते, सकाळची गडबड. कारण 1 माणूस जॉबला जाणार किंवा 2 माणूस जॉबला जाणार आणि 4-5 जण एकसाथ घराच्या बाहेर पडणार. खूप मोठा डिफरन्स असतो. मग त्यामुळे मे महिन्यामध्ये वगैरे
बरोबर आहे. आणि मग त्याच्यामुळे पण त्रास होतो ना मग आपल्यालाही त्रास होतो आणि हां.
एक्झॅक्टली कारण आणि तेव्हा कसं आहे की मला काही गोष्टी असतात की आता एवढ्या अ‍ॅब्यूजेस आहेत त्याच्यामध्ये म्हणजे अगदी सगळ्या सगळ्या लेव्हलच्या उच्च पराकुटीच्या अ‍ॅब्यूजेस त्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत आणि इट्स नॉट द ओन्ली सीरीज आय एम नॉट गोइंग टू ब्लेम. मी कोणाला ब्लेम नाही करते. पण लाइक त्या रिअल लाईफ आहेत तशा पण. पण आपल्या घरात नाही वापरत आपण. मग त्याचा इन
अगदी. आपण पोरांबरोबर बघू नाही शकत त्यांना.
मुलांना कशाला आपण ते द्यायचं?
हां ते असतं. ब अन्
म्हणून मग तो पर्याय होता. पण मग आता म्हंटलं बस नकोच. काही गरजच नाहीये म्हंटलं, <chuckles> झोपेवर, नाही.
अगदी बरोबर. <chuckles> म्हटलं खूप खूपच छान. मतलब तुम्हाला समजून घेतलं, की अ, आता मला थांबायला पाहिजे आणि नेमकं काय असतं डिजिटल डिटॉक्स हे खूप गरजेचं झालेलं आहे आजच्या काळामध्ये. मग तेव्हा किंवा अ, वेब सीरीज असावी या मग काहीही तुम्ही म्हणा. तर मला तुम्ही असं सांगा, की आपण अगर बघितलं तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्क्रीनचा जो प्रकाश असतो, त्यामधनं ब्लू रेज येतात आणि मग कधी-कधी असतो ना, की आपण झोपलेले आहेत आणि कोणाचा नेमका नोटिफिकेशन आला. मी तुम्हाला सांगतो ना, की कधी-कधी असं असतं ना, तुम्ही झोपलेला आहे आणि तुम्हाला एकदम नोटिफिकेशन आला. तुमची जाग तुम्ही जागे होतात मग तुम्हाला झोपेला झोपेमध्ये पण त्रास होतो आणि तुम्हाला ताण वाटतो. कधी-कधी रात्री कोणाचे फोन येतात.
अ‍ॅक्चुअली. बरोबर. हं, हं. बरोबर. हां. राइट. हो. होतो. येस. मला धडधडतं. मला असं फोन असा फोन वाजला किंवा हे झालं ना, तर माझे हार्टबीट अनइवन होतात. धड-धड धड-धड धड आणि ते बराच वेळ राहतं मग ते पल्पिटेशन. त्यामुळे मग मी अक्षरशः मोबाईल म्हणजे आता काही असं आपल्याला म्हणतात ना, की एकदा अनुभव आले, की आपण त्याच्यानंतरच शिक शिकतो. अनुभवातून माणूस जसा शिकतो, तसं हे झालेलं आहे. माझे पल्पिटेशन्स वाढतात त्याच्यामुळे मग मी म मोबाईल जो आहे ना, तो बऱ्याच वेळेला मी सायलेंटवर टाकून ठेवते किंवा साऊंड लो करून ठेवते म्हणजे ठीक आहे, गरजेचं आहे कारण घरात बरेचसे अ, आपण म्हणू ना, की वयस्कर आता मंडळी आहेत फॅमिलीजमध्ये, त्यामुळे काही वेळेला त्यांना गरज पडू शकते जायला, धावायला लागेल काही वेळेला किंवा काही वेळेला असंही असेल, की एखादीचं
<chuckles> हां, तेच. हां. अगदी.
अब आता कसं आहे, सायबर अटॅक वगैरे सारखे भरपूर प्रकार आहेत. त्यामुळे जर तुमच्या बँकचा वगैरे काही मेसेज वगैरे असेल, तर तो नको मिस व्हायला. त्याकरता ते मी ठेवते पण ब अगदीच लो फ्रिक्वेन्सी साउंड असतो, की ज्याने एकदम असं घाबरल्यासारखं होणार नाही आणि जर असं आपण भीतीने उठतो ना आपण <inhales> काय झालं? काय झालं? असं नाही होणार. अशाप्रकारे मी ते ठेवलेले आहेत सध्यातरी.
हां. पण त्याच्यामध्ये पण आपल्याला त्रास असतो ना, की कधीही कोणाचा अगर फोन आला, तर मग आपण अ, आणि तो एमर्जन्सी कॉल झाला. तर मग नेमकं कसं? काय करून घ्यायचंय?
तो भरपूर हे करतो. हो, प्रचंड. नाही. मग त्याचकरता मी पहिला ॲक्चुअल ठरवलेलं आहे, की आपण हा सायलेंटवरच टाकूया रात्रीचा. काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. पण नंतर मग जेव्हा लक्षात आलं, की नाही बाबा, आपल्याकडे आहेत. अशीही मंडळी आहेत, की ज्यांना रात्री आपली गरज भासू शकते रात्री-अपरात्री. मग आपण अवेलेबल कसं राहायचं? तर एकदा ट्राय करून बघितलं मी पहिला ह्याच्यावर टाकून, जो आपला व्हायब्रेटर असतो. तो पण बऱ्यापैकी रात्री हां. तो पण रात्री बऱ्यापैकी अक आवाज चांगला करतो. झूम-झूम तो भरपूर आवाज वाटतो. पण तरी पण त्याने झोपमोड होत नाही. मग म्हटलं नको मग आपण थोड्या माईल्ड टोनच्या ज्या अ, रिंगटोन आहेत, त्यांचा पण आवाज कमी करून ठेवूया म्हणजे त्या आपल्या आपल्याला लक्षात राहतात, की रात्रीची ही टोन वाजली, तर आपल्याला काहीतरी अर्जन्सी आहे. सो व्ही हॅव टू गेट अप. तर मी अशाप्रकारे म्हणजे नंबरसाठी रि रिंग्स ठेवलेले आहेत. बाकीच्यांचं
हां, हां, व्हायब्रेशन मोड. आ हां. आणि आणि मग तुम्ही घाबरत पण नाही. नेमकं अगर कधी फोन वाजलं, तर तुम्हाला असं घाबरल्यासारखं हो, हो. म्हणजे जशी ती दचक येते ना, तेव्हा ते श्वास पण खूप तेज असतो आणि मग आपल्याला डोक्याला एकदम सन्न होतं दो 2 मिनिटासाठी डोकं. नाही, खूप
नाही. घाबरायला नाही होत. दचकायला नाही होत. बरोबर. एक्झॅक्टली तेच. बरोबर. मग त्यामुळे ते काम केलेलं आहे, की तर अ, नाही करता येत ना, पूर्ण स्विच ऑफ नाही करून ठेवता येत. जर माझी गरज कोणाला लागली
तर मग तुम्हाला तिथे व्हायला पाहिजे. आणि मग तो फोन कनेक्ट झाला पाहिजे टाइमावर. अगदी खरं.
एक्झॅक्टली. बरोबर. नाही तर मग असं होईल ना, की तुझा मोबाईल वाजत होता. तू उचलला नाही आहेस. किंवा तुझा मोबाईल रात्री पूर्ण स्विच ऑफ होता. आणि सकाळी उठल्यावर ते जे काही रिग्रेट असेल, ते मला नाही सोडणार. <chuckles>
त्यामध्ये तुम तुम्हाला, अगदी खरं. तुम्ही आणि होऊ शकतं ना, की तुम्ही फोन सायलेंटवर करून तुमच्यासाठी अ, झोप छान झाली. पण समोरच्याची झोप मोड झालेली असेल तर तुम्हाला फोन करून सांगतोय, की माझी तब्येत बरी नाही, तर मग त्याच क्षणी आपल्याला गिल्ट येतो. अगदी बरोबर.
बरं. राइट. एक्झॅक्टली. राइट. तर तो अव्हॉइड करण्यासाठी मी आता असं केलं ना, की ज्या रिक्वायर्ड नंबर्स आहेत माझे स्पेसिफिक, की ज्यांच्याकडनं मला एक्सपेक्टेड आहेत कॉल्स. किंवा त्यांना गरज लागू शकते माझी. मग त्यांना एक सर्टन रिंगटोन ठेवलेला आहे. आणि तो एक पण माई माईल्ड ह्याच्यावर आहे पण एवढा फिक्स आहे डोक्यामध्ये, की तेच रिंगटोन वाजले, की कळतं की हे, हे आपले आपले कॉल आहेत. हे आपल्याला घ्यावाच लागणार आहे किंवा आपल्याला अटेंड करायचंच आहे. असं.
हां. खूप छान. खूपच छान. तर अ, मला असं विचारायचंय जसं तुम्ही मुलांना असं अब्युसिव वर्ड्स आणि त्याच्यामधून तुम्ही बाहेर काढता. तर तुम्हाला कधी वाटलं का, की मुलांना, आजकाल आपलं तर ठीक आहे ना, आपण घरी राहतो मुलांना बघून घेतो. आपली एक आपण म्हणतो ना माझ्यासाठी माझी आई म्हणते, की "आमचं आयुष्य निघालं आता तुमची अ, तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे." तर तुम्हाला असं वाटतं का? तुम्ही कधी शिस्त लावायला पाहिजे? की मुलांना की डिजिटल डिटॉक्स करा त्याच्याने तुमचं अस मेंदू सही राहील सही राहिलय. यामुळे तुम्ही अशी कोणची तरी ॲक्टिव्हिटी करा अ, कर केली का कधी ज्याच्याने तुम्ही पोरांना पण असं डिजिटल स्क्रीनशी थोडा दूर राहू शकेल?
बरोबर. हं. बरोबर. हं, हं. बरोब हं, हं. हं. ॲक्चुअली मी हा प्रयत्न बऱ्याच वेळा करते. एकतर म्हणजे मोबाईलचं जे काही वेड आहे किंवा स्क्रीनचं जे काही वेड आहे. ते दुर्दैवाने आम्हाला काय म्हणतात ना, की कोरोनाने दान दिलं आहे.
अजून काय?
त्यात कारण शाळा झाल्या ना ऑनलाईन, त्या दरम्यान. शाळा झाल्या ऑनलाईन. त्यामुळे मोबाईल कसा वापरायचा किंवा लॅपटॉपवर शाळा कशी करायची हे आम्ही तेव्हा शिकलो आणि एवढ्या वयात शिकलो म्हणजे अगदी नर्सरीपासूनचे क्लासेस ऑनलाईनवर झाले होते. तर त्यामुळे ते प्रचंड अ, जरा गळ्याशी आलेलं आहेच. पण प्रयत्न चालू असतो, की आठवड्यातून एक दिवस किमान बाहेर निघायचं घराच्या. कारण तुम्ही घरात राहून काहीच कितीही काही केलत, "ए थांब थांब मी ना एक अर 5 मिनिटात आले." आणि 5 मिनिटाचा अर्धा तास किंवा 1 तास कधी होतो, स्क्रीनवरती कधी चिकटली जातात आपल्याला कळतही नाही आपल्या कामांच्या त्यात. मग त्यापेक्षा पूर्णच्या पूर्ण एक दिवस बाहेर निघायचं सकाळी लवकर निघायचं. संध्याकाळी थोडंसं उशिरा आलं तरी चालतं आहे. पण पूर्ण दिवस काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी, जसं आता ह्या रविवारी आम्ही अ
हो. हां. माहित नाही. अगदी खरं.
आप आमच्याकडे मुंबईमध्ये आम्ही राहतो, तर मुंबईमध्ये सध्या चेस कॉम्पिटिशन चालू आहेत. ग्लोबल चेस लीग चालू आहे. तर आम्ही तिकडे गेलो होतो. तर छान चेसच्या मॅचेस बघायला मिळाल्या. ऑफकोर्स तिथे पण म्हणजे त्या लोकांचे बरेच मोठे-मोठे स्क्रीन होते. पण आम्हाला लाईव्ह पण मॅच बघता येत होती.
अच्छा.
मग त्यामुळे तिथे एक मजा घेता एक वेगळा अनुभव घेता आला आणि तिथे म्हणजे कसं होतं, की एकदा मॅच सुरू झाली, तर तुम्हाला बोलायचं नाही आहे. पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे. कारण जो खेळतोय त्याला त्याचा फोकस हवाय ना. आणि बाहेर कॉमेंट्री चालू होती. मग आम्हाला त्यांनी आम्ही आतमध्ये होतो. तर आम्हाला त्यांनी हेडफोन्स दिले होते आणि त्या हेडफोन्स थ्रू आम्हाला ती कॉमेंट्री ऐकायला येत होती. त्यामुळे इतका सुंदर अनुभव होता. पहिला म्हणजे पहिले आम्हाला तर वाटलं, की "अरे, हे असं गप्प किती वेळ बसायचं?" मुलं वैतागायला आलेली आणि जेव्हा हेडफोन मिळाले, तेव्हा त्यांना मजा यायला लागली कारण कॉमेंट्री पण ऐकायला येतय आणि समोर लाईव्ह बघता येतय. लेजेंड्स खेळत आहेत. सो दे आर व्हेरी हॅपी. तर असं काहीतरी उपद्व्याप शोधावे लागतात. बऱ्याच रविवारी वगैरे. हां. आणि मग त्यांना असं स्क्रीनपासून बाजूला ठेवता येतं.
मस्त. अगदी बरोबर. <laughs> मस्त. हां आणि मग ह्याच्यामध्ये काय असतं ना, ते त्यांना स्क्रीन कम स्क्रीन टाईम कमी झाला, त्यांचा पण अ, तब्येतीवर परिणाम असा असतो ना. का की आजकाल आपण बघतो ना, छोटे-छोटे पोरं असतात त्यांना YouTube बघायचं असतं. YouTube Shorts आणि एवढे चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये. ते पोरं शिकण्याच्या बदले ना अजून काहीच करत असतात.
बरोबर. एक्चुअली. बरोबर. हरवलेत सगळे. सगळे त्या सायबरवर्ल्ड मध्ये हरवलेयत. म्हणजे एकदा लावलं तर संपलं. मी कुठे आहे ते काहीच मला माहिती नाही. मी त्या जगाचा होऊन जातो किंवा त्या जगाची होऊन जाते, असा प्रकार आहे. त्यांना बाहेर काढणं म्हणजे एक मोठं टास्कच त्याच्यातून. मग बऱ्याच वेळेला वाद वगैरे होतात. मग कधी-कधी वाटतं ना की ते पहिलाच दिलं नाही तर बरं होईल.
हो, अगदी. हरवलेत एकदम. हो. <laughs> बरं होईल. खरं अगदी.
<laughs>
का की आजकाल नवं शिकले ना, की रडून द्यायचं आणि ते देतील आई-बाबा, हां.
हां, ते ते त्यांना भरपूर चांगल्याने येतं म्हणजे पण आता सध्या आमच्याकडे कसं झालंय की आम सरळ आता सरळ-सरळ म्हणजे मी तर डायरेक्ट त्यांच्याशी असं म्हणतात ना की डील करते. तू तासभर अभ्यास कर, तुला 20 मिनिट्ससाठी मोबाईल मिळेल.
हो.
सिंपल.
मस्त.
सिंपल पण 20 मिनीट्स म्हणजे 20 मिनिट्स, जर तासभराचा अभ्यास असेल तरच. नाहीतर मग आता खेळलास ना मोबाईल, अभ्यास पण नाही केलास ना. आता ग्राउंडला जायचं. 2 तासांनी यायचं, घरात घेणार नाही त्याच्या आधी.
<chuckles> अरे वाह! वाह! मस्त! खूप छान!
म्हणजे हे काहीतरी मग अशा कुल अ, लु अ, म्हणतात ना, क्लृप्त्या लावाव्या लागतात कुठेतरी, आयडियाज काढाव्या लागतात. कारण त्याशिवाय ते घराच्या बाहेर जाणार नाहीत. कारण आजकाल सगळं जग फक्त आणि फक्त स्क्रीनभोवती फिरतय. तर त्याला ते तरी काय करणार बिचारे!
हो, अगदी खरं. हो, त्यांना पण थोडी ना असं आहे, की नाही आम्हाला स्क्रीनच हवी आहे. आजकाल जगचं तसं झालेलं आहे.
सगळं जग आहे आणि जर तुम्ही त्या रेसमध्ये आहात आणि तुम्हाला माहिती नाही आहे काय चाललंय, तुमच्या आजूबाजूला सगळे बोलत आहेत एखाद्या सब्जेक्टवर, की "अरे! हा गेम बघितला मी, असा केलं. हा Robloxमध्ये असं होतं. अरे! त्या Minecraftमध्ये ना असं केलेलं मी." आणि आपलं म आपलं ध्यान मात्र असच बसलंय, काय बोलत आहेत त्या कळत नाही. दिस इज नॉट डन, राइट? आपल्या ध्यानाला पण माहिती पाहिजे आपल्या आपला जर मुलगा किंवा मुलगी आपल्याला वाटतं की आजच्या रॅट रेसमध्ये पुढे राहावेत, तर त्यांना ह्या गोष्टी सुद्धा माहित हव्यात फक्त त्याच्यावर कंट्रोल हवा आणि मग आपल्या जशी आपल्याला विश्रांती हवी, तशी त्यांना सुद्धा विश्रांती मिळायला हवी. मग काही नियम आहेत, की जेवतांना मोबाईल किंवा स्क्रीन लावायचा नाही, टी-व्हीही लावायचा नाही, जेवतांना. त्याच्यानंतर अ, अर्धा तास बसून सगळ्यांबरोबर टी-व्ही बघा. जेवणानंतर अर्धा तास सगळ्यांबरोबर टी-व्ही बघा. 10:00, 10:30 जास्तीत जास्त लिमिट आहे टीव्हीची. रात्री 10:30 नंतर टी-व्ही बंद. मोबाईलवर काहीही गेम किंवा काहीही सुरू नसतं. झोपायला जा झोप नसेल येत, तर तुम्ही एकमेकांना गोष्टी सांगा, शाळेत काय झालंय ते सांगा, गाणी गा, चालेल, पण नो स्क्रीन ऍट ऑल.
हो, हो! हो, अगदी खरं म्हणाले तुम्ही. खूप छान! अरे! मस्त, मस्त! अरे वाह! मस्त केलेलं आहे मतलब तुम्ही. तर मला एक सांगा, की तुम्ही कुटुंबामध्ये तर असं शिस्त पाळली आहे, की अ, डिजिटल डिटॉक्स कसा करून घ्यायचा, पण तुम्हाला कधी वाटलं का, की कामावर पण डिजिटल डिसॉ डिटॉक्स लोकं कसे करू शकतात? त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगणार का?
कामाचं ना मध्यंतरी खूप चांगलं हे होतं. पण आता ते सगळंच अ, कोरोनाच्या नंतर सगळंच बिथरलंय. जॉबचं होतं ना जेव्हा मी पण अ, वर्किंग होते, तेव्हा रात्री 9:00 नंतर, रात्री 9:00 नंतर कोणताही कॉल किंवा कोणताही ऑफिशियल अ, वर्क जे आहे, ते असाइन केलं जाऊ नये, अशी एक अ, म्हणजे एक नियमावली होती आणि त्यामुळे रात्री 9:00च्या आधी जे काही आहे ते एक्सेप्टेड होतं, पण 9:00च्या नंतर मी कॉल उचलणार नाही असं ऑलरेडी डिक्लेअर्ड आम्ही करून ठेवलं होतं. मय मी तरी माझ्या ऑफिसेसमध्ये केलं होतं. पण काय सांगा कोरोनाने खूप बदलल्यात हो गोष्टी. कारण कोरोनानी लोकांना वर्क फ्रॉम होम दिलं आणि ते 24/7 अवेलेबल केलं त्यांना.
अगदी.
मग त्याच्यामुळे हो. ती चूक झाली आहे. पण आता ती काही सुधारण्याच्या लायकीची नाहीये. कारण प्रत्येक जणाला माहिती आहे, की त्याला ह्याच्यात पुढे राहायचंय, पुढे राहायचंय. पण त्याच्यात त्याची किंमत जर तो शरीरा शरीराबद्दल मोजतोय म्हणजे व्हॉटएव्हर यु आर गेटिंग, यू आर पेइंग यूर एंटायर बॉडी अगेन्स्ट इट, असं मला वाटतं.
तीच चूक झाली. जाही तेच. ओह! अगदी खरं म्हणालात. तुम्ही खूप छान ब बोलला, की डिजिटल डिटॉक्सनी, अ, तुमची विश्रांती कशी अ, छान होऊ शकते. त्याच्यामध्ये कसं बदल घडू शकतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये पण डिज डिजिटल डिटॉक्स खूप काही बदलू शकतो. तर तुम्ही खूप छान सांगितलं. तुमचे अनुभव खूप छान होते. तुमच्याशी बोलून खूपच मस्त आणि छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. आपण नक्की भेटूया.
हो. नक्कीच. मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप धन्यवाद. नक्की भेटू.
धन्यवाद, धन्यवाद. हो. नक्क